आणि मी सेवा करण्यासाठी कधी मना नाही करणार. पण असं कोणासाठी जाणं ते मला थोडंसं क अवघड जातं. तरी मी काकूला बोललं मी ठीक आहे मी तुम थोडं मी तुमची मदत करतो, पण घाला तुम्हीच. का की काय असतं ना, तुम्ही ...मतलब असं मी अ, खूपदा असं अनुभवलेलं आहे की तुम्ही कोणाला असं हाता हात बोट द्या ना बस पकडायला तर सीधे-सीधे खांद्यावर येतात ते. आणि मग ते नको आपल्याला. की आपल्याकडे स्वतःचेच खूप 10 कर्म आहे हे आपण काम करायची या अं, दुसऱ्यांचं कर हां, बरोबर.
हं, हं, हं. हं, हं. हां, हां, हां, हां. हं. तर हो. हं, हं, हं, हं. हां ना. ह्यानं दुसऱ्यांच उठाठेव करायची. बरोबर आहे. हं, हं, हं.
हां. आणि आपण सोशल वर्कर नाही ना. आपण ज्याची मदत करू शकतो आपण करू आहे पण हर क्षणी नाही.
हां. तेच. पण मग त्यांचे नातेवाईक जे आहेत, ते नव्हते आले? म्हणजे हे सगळं मदत करायला म्हणा? किंवा त्यांचं घर हं.
त्यां त्यांचे नातेवाईक आले, तब्येत पाहिली, 10-15 दिवस राहिले आणि निघून गेले.
अच्छा.
मग फक्त काकू आणि काका, अजून कोण राहणार? तर मग काकूची अपेक्षा कोणाची नाही आणि त्या काकूला आम्ही म्हणतोय तुम्हाला पेन्शन भेटते तुमची गव्हर्नमेंट जॉब होती दोघांची. "तुम्ही एक अ, बॉय करा, जो तो हे सर्व करेल." म्हणलं "नाही मी करू शकते." हे पैसा चिकट खूप वाईट गोष्ट असते ना? तेच.
हां. पण मग असं कोणी सांभाळायला नव्हतंच? हं. हां. तेच. हं. अ, अरे! हेच. हो ना. पण मग जर त्या त्या करू शकल्या असत्या, मग त्या तुम्हाला का मदतीला बोलावतायेत? हो की नाही?
कारण की लोकांना ना सवय लावायची असते.
हम्म.
त्यांना असं वाटतं की हां, करवून घ्या, करवून घ्या. तर कधी-कधी ना लोक आपला फायदा उचलतात ना, तर त्या क्षणी तुम्हाला असं एक मर्यादा ला ठेवायला पाहिजे. की बास आता झालंय, ह्याच्यापुढे मी नाही करू शकत. तुम्हाला काही सामान हवे, काहीतर आणायचे मी आणून देतो मेडिकलवरनं. पण तुम्ही हे विचार करतील मी घालवून देतो तर नाही होणार. मी त्या क्षणी म केलं आणि त्याच टाईमाला मी आईला बोललो, म्हटलं हे जो झालंय हे गलत झालंय. हे त्यांना सांग तू.
फुकटमध्ये मिळतंय. चला करून घेऊया. हम्म. येस. हं. हं, हं, हं. हां. हं, हं, हं. हां. हं.